बघा सगळ्यात पहिले मी सांगतो. मला एक पहिले माणसाने एक विचार केला पाहिजे. की तणाव घेतल्याने खरंच ती गोष्ट कमी होणारे का? का वी दुरुस्त होणार आहे? तर मला सांगा काही समजा अ, एखादी गोष्ट तुटली, हां? किंवा काही झालं तुमच्याकडून चुकी, तर तणाव घेतल्याने ती चुकी सुधारणार आहे का? नाही सुधारणार. तुम्ही शांत व्हा. काहीतरी विचार करा की त्याला कसं चांगलं करता येईल. तणाव घेतल्याने काहीही होत नसतं. तणाव घेतल्याने फक्त नुकसान होतं, माझं असं म्हणणं आहे. तुमचं नुसतं म्हणतात ना ते तुमच्या कायम तुमच्यावर आघातच करणार आहे ते तुमच्यावर. त्यामुळे तणाव नको घ्या हो म्हणजे असा विचार करा तुम्ही तणाव घेऊन काय माझा फायदा आहे? तुमचं उलटं नुकसान होणार आहे. तर मला असं वाटतं, की तुम्ही आनंदी राहावा. तणाव कमी घ्या. आनंदी राहणं हेच अ, जीवनाचं एक रहस्य दडलेलं आहे. समाधानी राहणं हेच जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. तणाव घेऊन तुम्ही फक्त तुमचे नाते कमकुवत करू शकता, तुम्ही स्वतःला त्रास देऊ शकता आणि तुमचे आजार पण वाढवू शकता. तर मला असं वाटतं, की या गोष्टी नका करू
हं. हं, हं. <chuckles> हां, हां. <chuckles> अगदी बरोबर, हां, हां. हां. हो. बरोबर आहे. <chuckles> बरोबर आहे. बरोबर आहे. हो, हो. हो. नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हो, हो. अगदी बरोबर आहे. नक्कीच, नक्कीच. मला नक्कीच कळालं की हं, नक्की अ, नक्कीच, नक्कीच. मला कळालं, की अ, तणावाला कुठेतरी हलकं घ्या किंवा मग बाकी वजन अ, वाढवायला कुठे ना कुठेतरी जास्त काही लागत नाही, परंतु तणावाला आपण कुठे ना कुठेतरी हलकं घ्यायला पाहिजे. आणि जसं मेडिटेशन किंवा मग डिप ब्रीथिंग अशा कन्सेप्ट वापरून किंवा मौन अशा छोट्या-छोट्या गोष्टी वापरून आपण कुठेतरी तणाव कमी करायला पाहिजे. तर अ, नक्कीच आपण ह्या विषयावर बोललो. तणाव अ, तणाव खूपच कारण शेवटी प्रत्येकाला दिवसाचा शेवट छान आणि हलकासा व्हावा असं वाटतं. आव्हान येतात, जातात पण हसायला आणि सकारात्मक मनाला कुणा कोणतं ना टेन्शन जास्त काळ टिकून राहत नाही ना? म्हणून पुढच्या वेळी अशा क्षणाला समोर जाताना एक अ, छ छोटा हसू थोडी मस्ती आणि जरा अस्सल मराठी आत्मविश्वास जवळ ठेऊ. खूप छान वाटलं, बोलायला मिळालं, धन्यवाद.
हेच म्हणणं आहे. हां. हो. हो, नक्कीच. हो, ह्याच गोष्टी करायला हव्या. हो. छान करायला नक्कीच. हो, नक्कीच. हां. ह्या गोष्टी आपण करू शकतो. मला पण छान वाटलं धन्यवाद.

अ, बघा, आम्ही म्हटलं ना तुम्हाला, तणावाने आयुष्य कमी होतं. आजारपण वाढतं. अ, रुकर खूप जणांना हृदयविकाराचे झटके पण येऊ शकतात. काहींना म्हणतात ना, अ, डोक्याची नस सुद्धा फाटू शकते. म्हणजे अशा खूप गोष्टी घडतात, तुम्ही बघू शकता, नाही का? तर अ, ह्या गोष्टी तणावानेच होतात. आणि मला वाटतं की यासाठी त्यांनी चांगली झोप घ्यायला हवी किंवा अ, मेडिटेशन म्हणलंय तसं ते करायला हवं. किंवा तेच ध्यान केलं पाहिजे. अ, योग केलं पाहिजे, योगा वगैरे केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, तर त्यांचा तणाव नक्कीच कमी होईल.
हं. अगदी बरोबर आहे. हं, हं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. <chuckles> हो ना, हो ना नक्कीच, नक्कीच. हो ना, हो ना. हो, हो. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बघतोय नक्कीच, नक्कीच. हो. हो. अगदी बरोबर आहे. नक्कीच. आता तुम्ही म्हटलात की स्ट्रेस किंवा ताण आल्यावर आपण गाणी किंवा झोप करायला पाहिजे. तर मला ह्याच्याच विषयी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की स्ट्रेस्ड अ, बसीव बूस्टर म्हणून तुम्ही नेमकं काय फिरवट उपाय करतात जसं की झोप घेणे किंवा चहा पिणे किंवा गाणी ऐकणे किंवा मित्रांना फोन करणे तर तुम्ही ह्याच्यापैकी असा कोणता पर्याय आहे की जे स्ट्रेस किंवा तणाव आल्यावर जास्त वळ-मळ करून वापरतात?
हो. हां. बघा, मी आहे ना, चहा तर बिलकुल पीत नाही. चहा पिल्याने अ, म्हणतात ना, झोप, अ, निद्रा निघून जाते आणि अजून स्ट्रेसच येतो. चहा मी बिलकुल पीत नाही. मी अ, मित्रांशी बोलायचा प्रयत्न करतो, जे माझे चांगले मित्र आहेत. मी अ, फोनवर बोलण्यापेक्षा चॅटिंग जास्त करतो त्यांच्यासोबत. जेणेकरून मला मनमोकळपणाने बोलता यावं. नाही का. नाहीतर माझी आईला मी मित्र सम मैत्रीण समजतो चांगली. माझ्या आईसोबत मी माझं मन हलकं करतो. किंवा अ, म्हणलं ना, की मी अ, एकांतात जाऊन थोडं शांत बसतो आणि श्वास घेतो. असा <inhales> <exhales> श्वास सोडतो. श्वास घेतो, श्वास सोडतो. त्यानी पण आहे ना, कमी होतात.
हां, हां. हां, हां. बरोबर आहे. हां. <chuckles> अगदी, अगदी. हो ना, हो. अगदी बरोबर. हं. नक्कीच, नाही. हं, हं. हो. अगदी बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्की. नक्कीच, नक्की. हं, हं. हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, त्यात हं, हं. तर मला असं विचारायचंय, की ज्यावेळेस आपल्याला तणाव आल्याला जाणवतो, की तेव्हा आपण अ, असे कोणते त बदल आहेत, की जे लगेच अ, बदलता बदल करायला आ आले पाहिजे. जसे की त्यानुसार आपला जो, अन् आपला तणाव आहे, कुठे ना कुठे तरी कमी होतो. जसं की कधी-कधी घरातले मित्र किंवा मग आपल्या घरातले, परिवारातले, अ, कुटुंबातले एखादा तणावामध्ये वा असते. तर त्यावेळेस तुम्ही त्यांचा तणाव किंवा अशा काय गोष्टी करतात, की त्यांचा त अ, तणाव कुठे ना कुठेतरी कमी व्हावा, यासाठी?

हॅलो.
हॅलो.
हां, तर अ, कधी-कधी असं वाटतं, की आपल्याला रोजच्या धावपळीत काही क्षण थांबायला हवेत. काहीतरी विचित्र, किंवा अवघड घडलं, की आपल्याला लगेच उपाय शोधावेसे वाटतात, नाही का? कारण अचानक मनात येतं, की हे सगळं कसं हाताळावं. पण त्या क्षणी एक छोटंसं हसू, एखादी मजा, किंवा आपुलकीने दिलेला सल्ला, साऱ्या गोष्टींना हलकं करू शकतो. तसंच आज आपण बोलायला लागलो, तसं आपल्याला सगळ्यांनाच हे कधी ना कधीतरी अनुभवावंच लागतं. तर तुम्हाला कधी असं अनुभवायला मिळालं, की तणाव आला, की सर्वात पहिलं तुम्ही काय करतात?
हं, हं. हं, हं. हं, हं. हां. हां. हां, तणाव आला ना, तर आधी मी काय करायचो, की अ, काहीतरी नाही का ऑनलाईन खायला मागवायचो. जसं काहीतरी अ, म्हणतात ना, असा पदार्थ, की जो मला आवडतो. जसं चायनीज झालं, किंवा व्हेज पुलाव झालं. तर त्यानी काय व्हायचं ना, खाण्यानी माझा तणाव कमी होत होता, हे ना. अ, म्हणजे <chuckles> म्हणतात ना, की अ, खाल्लं, की मला असं शांती भेटायची. अरे, वाह! आत्मिक शांती असं काहीतरी वाटायचं, की अरे, वाह, खूप चांगलं फील होतं आहे, मला नंतर, त्यानंतर. पण हां, न नुसतं खाल्याने काय होतं, की तणाव कमी होतो पण वजन सुद्धा वाढतं. <laughs> तर ते वजन सुद्धा वाढायचं. <chuckles>
हं, हं. हां, हां. हो, हं. <chuckles> हां, हां बरोबर आहे. हं. हां, हां. नक्कीच, नक्कीच. हं, हं. हो, हो, हो. हं. नक्की बरोबर आहे. हं. नक्कीच. नक्कीच, आता तुम्ही, आता हे तणावामध्ये काय खाल्ल्याचा विषय काढला, तर अ, मला असं विचारायचं आहे, की असे कोणते पदार्थ आहेत, की जे खाल्यावर तुमचा तणाव खरंच अ, कमी होतो? <chuckles>
हां, हां. हां, जसं मी म्हणालो, की अ, बिर्यानी खाल्ली, हां, व्हेज बिर्याणी. तर अ, ती बिर्याणी खाल्ल्याने माझा तणाव कमी व्हायचा. म्हणजे मला म्हणतात ना, खायचा खूप शौक होता. जसं चायनीज वगैरे, सूप वगैरे पिलं, त्यानी सुद्धा व्हायचा. किंवा असा पदार्थ, की जसं काहीतरी म्हैसूर डोसा मागवला, किंवा काहीतरी असं युनिक नवीन काहीतरी पदार्थ. जसं कोप्ता बिर्याणी झाली हां, असं काही ना काही मागवायचं. त्यानेकरून मला आहे ना, असं तणाव रिलॅक्स व्हायचं, असं शांती वाटायची, की आहाहा! शांती वाटतं आहे, फक्त.
हां. अरे वाह! हां. हं, हं. हो. हं, हं. हो, हो. अरे वाह! <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं. हो, हो, हो. बरोबर आहे. हो, अगदी बरोबर आहे, कारण हं, हं. अ, मला देखील वाटतं आहे, की अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ते वापरल्यावर आपलं मन कुठे ना कुठेतरी लगेच हलकं होतं. तर अ, तुम्ही एखाद्या वेळेस जास्त तणावात असतात, किंवा मग कोणती गोष्ट अ, सगळ्यांना जास्त त्रासदायक वाटते, की तणावामध्ये असल्यावर तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे, की ती सगळ्यात त्रासदायक वाटते? ह्याबद्दल आपण काय सांगू शकाल का?
हां, होतं ना. हां, हां. हां, तणावामध्ये आहे ना, त्रासदायक व तणावाच असतो मेन म्हणजे. आपण खूप टेन्शन घेत असतो ना, अरे, असं झालं, तसं झालं. म्हणतात ना, तर तणाव येतो, एक डोक्यावरती, एक म्हणतात ना, मेंटली एक बोझं येतं. तर अ, मी त्यावेळेस काय करतो ना, एकतर मी म्हणलो, खाणं करतो, नाही. दुसऱ्या गोष्टी असं करतो, की अ, कोणत्यातरी मित्राशी बोलतो, चॅटिंग वगैरे करतो, जेणेकरून माझं मन मोकळं होईल, किंवा माझ्या आईशी बोलतो. हां, म्हणजे अ, माझा तणाव कमी होतो, म्हणजे असं म्हणतात ना, एक रिलॅक्स वाटतं. किंवा मी श्वास म्हणजे म्हणतात ना, एकांतात जातो, जसं टेरेसवर गेलो, टेरेसवर कोणी नसतं.
हां, हां. अरे वाह! हं, हं, हं. हं, हं. <chuckles> हो, बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हं, हं. हां. अगदी बरोबर, हं. हो, हो. हं. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. नक्कीच नक्क हो, अगदी बरोबर आहे. हं, हं, हं. हो. बरो
टेरेसवर चालतो वगैरे, तर त्याने पण माझा तणाव खूप कमी होतो.
नाही, नाही. हो, हो, हं, हं. तर हं, हं.
असं, की टेरेसवर चालल्यानी.

हां, हां. <chuckles> हां.
शांत बसायला शिका. जेव्हा तुम्ही शांत बसायला शिकता ना, त्यावेळेस तुम्हाला खूप काही तुम्ही म्हणता ना अ, जिंकून घेता म्हणजे म्हणतात ना बोलण्यापेक्षा तुम्ही ऐकून घेणं असतं ना, शांतरित्या, तर तुम्ही खूप चांगला सक्सेस होऊ शकता तुमच्या लाईफमध्ये आणि मला तेच वाटतं, की हां, माणसाने कुठेतरी आहे ना शांतता बाळगावी. लगेच बोलू नये, तणावामध्ये काहीही करू नये. तणावामध्ये सगळ्यात पहिले तणाव कमी करण्याचं काम करावं. चहा, सिगरेट वगैरे अशा गोष्टी करू नये. त्याने वाटतं आपल्याला तणाव कमी होतो पण नाही होत. त्याच्या जागी तुम्ही काय करू शकता, अ, चहाच्या जागी तुम्ही एक आयुर्वेदिक पेय पिऊ शकता. जसं की गरम पाणी केलं, त्यामध्ये दालचिनी, लवंग वगैरे टाकलं, काळीमिरी पावडर टाकली हां, थोडंसं हळद, गुळ टाकलं, तर ते पेय घ्या ना, ते पण तुमच्या तणावावरती रिलीफ करतं. हां? काहीतरी म्हणजे म्हणतात ना तुम्हाला शांत करायचं काम करतं. इलायची टाका त्यामध्ये.
अगदी बरोबर आहे, हो. हं, हं. खूप छान, खूप छान. हं. हो, हो. नक्कीच. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. अगदी बरोबर आहे. हं. खरोखर आहे. हं, हं. नक्की हो. अगदी बरोबर आहे. हं. अ, नाही हं, हं. हो, हो. हं, हं. <chuckles> मग अगदी बरोबर आहे. अ, बरोबर आहे. कारण आजकाल हं. आजकाल ही तुम्ही खूपच चांगली मला समजून सांगितली ही कन्सेप्ट की मौन किती आजच्या काळामध्ये किंवा आजच्या तणावामध्ये किती महत्त्वाचे आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला आपण छोट्या-छोट्या गोष्टीचा तणाव अ, घेतो, की मोबाईल चार्जिंगला राहिला किंवा आपली चार्जिंगची प्लग लावायचं राहिलं. तर असे खूप सारे आपल्या सोबत एक छोटे-छोटे आपल्या त्याचा सुद्धा तणाव येतो, तर मला वाटते अशा छोट्या-छोट्या गोष्टीचा तणाव न घेता आपण एक अ, अशी चांगली गोष्ट करायला पाहिजे. त्याचप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तणाव येतो किंवा मग तणावाचा सामना करायला त्यामध्ये आपल्याला काय असं नवीन शिकायला मिळतं ह्याबद्दल आपण मला थोडी सांगू शकाल का?
हो, नक्कीच. हं. हां.